अ, यादी काढते. म्हणजे आतल्या आत, मनातल्या मनात, की असं एखादी घटना, जिथं माझं मन दुखावलं गेलंय किंवा माझ्या मनाविरुद्ध झालंय किंवा मला इच्छा नसताना करावं लागलंय. अशा पद्धतीचे काही क्षण असतात, ते मी बाजूला काढून ठेवते. ते ज्याला स्वीकारायचंय ते स्वीकारते. ज्याच्यासाठी मी काही करू शकत नाही, त्याला परत इग्नोर या लिस्टमध्ये टाकून देते
अच्छा. हं, हं.
आणि दुसऱ्यांदा जर असा प्रसंग आला तर काय करायचं, याची तयारी मी तेव्हाच करून ठेवते. म्हणून होतं काय, की जी प्रोग्रेस तुम्ही मला विचारलत, तर ती प्रोग्रेस मी माझी स्वतःची मॉनिटर करू शकते, की मी काल मला ह्या गोष्टीमुळे मी दुखावले गेले होते, पण आज मी नाही दुखावले गेले म्हणजे प्रोग्रेस आहे ना, ती आपली.
अच्छा. अरे वाह! हं, हं. अच्छा. हो नक्कीच.
हां, असं मला वाटतं हां. कारण बऱ्याच वेळेला लोकांना असं वाटेल, की ही अ, निर्लज्ज झालीये. पण तो निर्लज्जपणा नसतो. ती आपली प्रोग्रेस असते, नाही का? बॉस ओरडतोय. ते बॉसचं काम आहे. माझं काम मी करतीये. बॉसला ते सॅटिस्फाइइंग नाही वाटत आहे, तर तो त्यांचा प्रॉब्लेम आहे.
हां. <chuckles> हां, हां. अगदी बरोबर आहे. हो, हां. <chuckles> हां, हां. हो. अगदी बरोबर आहे.
पण मला माहिती आहे, मी मेहनत करतीये. मग मी ऐकून घेते, सोडून देते. याचा अर्थ मी बेशरम आहे, असं नाही. असं, माझा अनुभव आहे. <chuckles>
नक्कीच. न हो. नक्की, नक्की. बर हो, आता तर अ, बघा बरेचदा आपल्याकडे अडचणी येतात, आपल्याकडे काही गिल्ट पण होतं आपल्याला की यार काही चुकीचं झालं आपल्याकडून किंवा तर त्या गोष्टींना तुम्ही कशाप्रकारे अ, हाताळता किंवा मॅनेज कसं करता त्यांना?
हां. हो. खरंच. खरंच, होतं हे. आता कसं आहे ना, की मी पण जॉब करते. माझे मिस्टरही जॉब करतात. आणि मुलां मुलं जेव्हा शाळेतून घरी येतात ना, तेव्हा त्यांचे आई-बाबा त्यांच्यासमोर नसतात. तर हे मला एक कुठेतरी गिल्ट आहे, बरं का, डोक्यात. भले त्यांचे आजी-आजोबा आहेत. पण बऱ्याच वेळेला असं होतं की आम्ही दोघंही कामामध्ये एवढे व्यस्त असतो, की मुलांकडे पुरेसं लक्ष देता येत नाही.अशा वेळेला जे गिल्ट येतं ना, अ, ते बऱ्यापैकी मला नकारात्मक विचारांकडे घेऊन जातं बऱ्याच वेळेला. मग अशा वेळेला मी विचार करते, की अ, काय-काय शक्यता आहेत? मला जॉब सोडणं शक्य आहे का? नाही. मला ह्यांना पूर्ण वेळ देणं शक्य आहे का? नाही. अशा बऱ्याचश्या गोष्टी आहेत, जिथं माझ्या हातात कंट्रोल्स नाहीयेत. पण जे माझ्या कंट्रोलमध्ये आहे, म्हणजे सुट्टीच्या दिवशी मी मुलांना वेळ देऊ शकते. जी परिस्थिती आहे, ती मुलांना समजावून सांगू शकते. जे काही आहे, ते त्यांच्यासमोर मांडून त्यांच्या त्यांचं काय मत आहे, हे पण मी जाणून घ्यायचा प्रयत्न करते. म्हणजे जे नकारात्मक आहे, त्याला बाजूला सारून जे माझ्या कंट्रोलमध्ये नाही त्याच्याबद्दल विचार न करता, मी काय करू शकते, याच्याबद्दल मी माझ्या मुलांना विचारते आणि मग आम्ही तसं एकत्र वेळ घालवतो.
हं, हं. हं, हं. अच्छा. हं. हं. हं, हं. अच्छा.